हो, खूप बदललं माझं आयुष्य. मला माझी ध्येय दिसायला लागली. कारण मी जोपर्यंत माफ केलं नव्हतं, तोपर्यंत माझं एकच ध्येय होतं, की या व्यक्तीला बदलवायचं आणि ही व्यक्ती जिथे चुकते आहे ना, तिथे चूक तिला दाखवून द्यायची. हेच माझं ध्येय होतं माझ्या आयुष्याचं. पण ज्यावेळेला मी माफ करून टाकलं, त्या माफीनंतर मला हे रिअलाईज झालं, की हे ध्येय नाहीये माझ्या आयुष्याचं.
हं, हं. हं, हं. हो. बरोबर. हो. हं, हं. हं, हं.
आणि केवळ या गोष्टींवर 10,000 लोकांशी चर्चा करून, बोलून, होतंय काय? नकळतपणे, माझ्याही नकळतपणे, त्याच व्यक्तीला खूप महत्व दिलं जातंय, अवाजवी आयुष्यात, ज्याची गरज नाहीये. हां. तर अ, अ, त्याच्यामुळे माझं आयुष्य असं ड्रास्टिकली चेंज झालं. मला माझ्या प्रायोरिटीज दिसायला लागल्या. बरं, जी माणसं ह्या संपूर्ण काळादरम्यान तुटली होती, ती पुन्हा माझ्या जवळ आली.
हो, ते झाड तुम्हीच वाढवता. <chuckles> हो. <chuckles> हो, हो. हो.
त्यानंतर अ, बरीचशी नाती सुधारली, आणि मलाही स्वतःला खूप हलकं वाटायला लागलं. पण रोजचं प्रेशर गेलं माझं, कसं वागायचं? काय बोलायचं? अ, हे बोलायचं का नाही बोलायचं? मी आपली बोलायचे.
हो. खूप सुंदर. बरोबर आहे. हं, हं. हं, हं. हो.
चांगलं वाटलं तर वाटून घेऊ देत, वाईट वाटलं तर, तेही वाटून घेऊ देत. <laughs> त्यामुळे, मी एक माणुसकीची ओळ हां. एक माणुसकीची रेष आखली मी, की माझ्या कर्तव्यात चुकायचं नाही. कर्तव्यात कुठे कच खायची नाही. पण, कोणताही परिणाम माझ्यापर्यंत आला नाही पाहिजे.
अच्छा. <laughs> म्हणजे, तुम्ही परिणाम करून घेत नव्हता. हं, हं. अच्छा. बरोबर. हं, हं. अच्छा.
परिणाम करून घ्यायचा नाही. आणि, अ, जेवढं झालं सहन करून, तेवढं बस झालं. आता ह्याच्या पुढे नाही, असं अशी एक मी रेष अ, आखून घेतली स्वतःच्या पुढ्यात.
हं हं. बस झालं. खूप सुंदर. खूप छान, तुम्ही सांगितलत की तुम्ही कशाप्रकारे तुमच्या जीवनात केलं. आणि मला खूप आनंद वाटला तुमच्याशी बोलून, आणि तुमच्या सर्व या तुमच्या जीवनातील गोष्टी ऐकून. खूप मनापासून आभार आहे तुमचे.
हं.

हो.
मग नंतर मी विचार केला, की ही व्यक्ती माझ्या मनातून आणि डोक्यातून काहीतरी निकाल लागला पाहिजे या व्यक्ती व्यक्तीचा. आणि गेली पाहिजे ती माझ्या डोक्यातून आणि मनातून ती व्यक्ती. तर
अच्छा. मग तुम्ही अ, हो. मग नेमकं काय उपाय केलेत तुम्ही त्याच्यावरती? काय ती व्यक्ती तुमच्या डोक्यातून निघून जावेत? आणि सुरुवात कशी केली? हं, हं.
अ, बऱ्यापैकी ना सुरुवात मी आधी हं. तर अ, सुरुवात ना मी आधी बऱ्यापैकी मेडिटेशननी केली.
खूप छान.
मी अ, 15-15 मिनिटाचं मेडिटेशन करायचे आणि त्या अ, मेडिटेशनमधनं मी जरा शांत व्हायला शिकले. माझी जी चिड-चिड व्हायची, जो राग-राग व्हायचा, माझ्या तोंडून काहीतरी निघून जायचं फटकळपणाने. तर अ, तो कधी-कधी उद्धटपणा वाटायचा. कोणाला तरी त्या गोष्टी लागायच्या. मग हेही बदल अ, मला माझ्यात करणं गरजेचं होतं. तर अ, त्यामुळे मी सुरुवात मेडिटेशनने केली. मेडिटेशन करता, करता, करता, करता, एका ज्यावेळेला अ, मनाच्या शांत अवस्थेला मी पोहचले, त्यावेळेला मला माझ्या मनाने कौल दिला, की ह्या व्यक्तीला माफ केल्याशिवाय डोक्यातनं आणि मनातून ही व्यक्ती जाणार नाही.
हो. खूप छान. हं हं. अरे वाह! खूप छान, खूप छान. हो. मग. खूप सुंदर, खूप सुंदर.
<chuckles> त्यामुळे मग मी
आणि तुम्ही म्हणजे कोणच्या प्रकारचं मेडिटेशन केलं, त्याच्यामुळं फरक पडला किंव किंवा भरपूर प्रकारचे मेडिटेशन आहे. तुम्हाला नेमकं कुठून समजलं की राग काढण्यासाठी ही मेडिटेशन फार उपयोगी आहे आणि कोणत्या प्रकाराचं?
अं, हो, हो, हो. मी ना, हं.